ते म्हणून आपण काही करू नये, असं काही होत नाही ना किंवा आपण आपली काही अ, वेल्थ तयार करू नये असं होत नाही ना. मग त्यावेळेस मला जाणवलं की खूप पैसा असणं आणि खरंच हे असं उभं करणं, किती कठीण असतं. तर मग ज्यावेळेस हे जाणवलं, तेव्हा मला असं वाटलं की आपण जी मजा आहे, हे आहे, आवड आहे, चांगली गोष्ट आहे. पण जिथे खरंच मार्केटमध्ये जे चालतं किंवा ह्या गोष्टी असतात किंवा तशी नोकरी असते, सरकारी असुद्या प्रायव्हेट असू द्या. तेवढं स्किल असणं गरजेचं आहे आणि तेवढं आपण इफेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. मग तेव्हा मी थोडा विचार करून त्या गोष्टी बदलल्या माझ्या आयुष्यातल्या, चॉईसेस बदलल्या डिसिजन
नक्कीच. नक्कीच. हो. मग तेव्हा काय मग पगार पगार वगैरे मग त्याला प्राधान्य द्यायला लागला हळू-हळू कारण की पगार पाहिजेल खर्च करायला तुम्ही जसं म्हणालात तसं तुमच्या ज्या अपेक्षा आहेत. अ, मग पगाराला मग प्रा प्रायोरिटी मिळायला लागली आनंदापेक्षा.
हो, हो, हो. <chuckles> हो, हो. आनंदापेक्षा म्हणेल मी की अ, मला असं वाटायला लागलं की जर पगार वगैरे चांगला असेल, तर मा मी हा आनंद अ, म्हणजे आपण म्हणतो ना की घेऊ शकते की प पैसा आला. मी बिल्स जर व्यवस्थित भरले, तर तोच पहिला आनंद आहे. नाहीतर तो स्ट्रेस असतो ना. म्हणजे आवडती गोष्ट करून पण तुम्हाला होत नाहीये, तर मग नाही होत ना तसं ते.
आणि मग हां. हो. नक्कीच, नक्की. हो नक्की, नक्की. नक्की. आणि मग जॉबची सुरक्षा पण मग तुम्हाला जाणवायला लागली असेल की महत्वाची आहे. ते त्याप्रमाणे पण मग तुम्ही पावलं घ्यायला लागलात का की कुठला जॉब घ्यायचा वगैरे?
हो. तर.